हो, आपण किती वेळा ऐकले पॉवर पॉइंट वगैरे आपण बनवतोचा म्हणजे म्हणतो ना, एक पिक्टोरियल त्यांना समोर काहीतरी दिलं. म्हणजे नुसतं बोलून दाखवलं की अ, नजरेत येत नाहीत ते, डोक्यामध्ये येत नाही. माझ्या न डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे आणि त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे. मग दोघांना एकाच गोष्टीवर आणायचंय तर एक स्क्रीन समोर ठेवली की आपण पहिली गोष्ट एका गोष्टीवर आलोत आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना जर अ, त्याचे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते असेच नुसते लिहिले तर कळणार नाही. मग ते ग्राफ्स हां, ग्राफ वगैरे आपण वापरतो ना, कंपॅरिझनचे शीट्स वगैरे वापरले की हे बघा, हा मोठ ही मोठी लाईन म्हणजे आपलं टोटल अ, पैसा आणि ह्याच्यातला तुम्ही म्हणतात तो असा प्रॉफिट आहे. पण हा प्रॉफिट टेम्पररी आहे, हा प्रॉफिट पर्मनेंट आहे आणि ह्याच्यात जर दंड लागला, तो कम्पॅरिझनमध्ये म्हणतो ना, तो प्रॉडक्टचं मग एखादं चित्र पण असेल ना, आपले प्रो कुठले-कुठले प्रॉडक्ट आहेत, मग तेचे फोटोज पण त्याचे लावायचे, बघा हा दिसतो असा तुम्हाला छोट्या प्रॉफिटचा, पण ह्याचं मा जास्त विकला जातो म्हणून ह्याचा टोटल प्रॉफिट मोठ्या म्हणजे पूर्णपणे बघितला मोठा पिक्चर तर हा खरं तर प्रॉफिट देतोय आणि हा छोट्यामध्ये नंबर मोठा दिसतोय. पण ह्याचं जास्त खपच होत नाही ना, तोचं त्याचं अ, मशीनचा खर्च निघत नाही आहे, ते तेवढा खर्चापर्यंत जर तेवढा सेल झाले म्हणजे श अ, 1-2 पॅकेट विकून तुम्हाला जे प्रॉफिट मिळतय, त्यात मशीनचा खर्च निघत नाही. मग ते नुकसान झालं. जर एवढा एवढे सेल होत असेल, एवढं ते विक्री होत असेल, तर मग ते खर्च निघून येणार. मग त्यांना त्याच्यावर विचार करावा लागतो, की मग तिथपर्यंत आपला सेल जाणार का? आणि तिथपर्यंत सेल जाणार असेल, तर मग तो प्रोजेक्ट घ्यायचाय. मग हा त्यांना पुढचा विचार करायला लागतो. मग ते पिक्टोरियलमध्ये ना, ते प्रॉडक्टचं चित्र, हे ते कंपॅरिझनच्या चार्ट बरोबरचे नंबर्स कारण की ते अ, नंबर नुसते दिसले, की त्यांना ते प्रॉफिट दिस मोठे दिसतात फक्त. पण ते रिकव्हर नाही होणार हे दिसत नाही. ते मग ते कंपॅरिझननी दाखवले की मग गोष्टी कळतात.
हं. हो. हं. <chuckles> हो ना. हं. अगदी खरंय. हं, हं, हं, हं. हां. हं. हं. हां. हं. ओके हं. हां. बरोबर. हं. अगदी खरं. हं. हं. अच्छा. हं. हं, हां, हां, हां. हं, हं. हं. अच्छा. हां. मग ते जास्त प्रखरपणे दिसून येतं, की बाबा नक्की काय म्हणायचंय हिला किंवा नक्की काय चालू आहे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, हे तेव्हा समजतं. अच्छा. हं, हां, बरोबर.
हो. हां. हो. त्यांना तो उपाय पण दिला ना, की प्रॉब्लेम काय, की कॉस्ट रिकव्हर होत नाही आणि उपाय काय, की सेल्स तेवढ्या प्रमाणात तरी झाले पाहिजे. म्हणजे प 10-20 चा सेल होऊन चालणार नाही, ते 50 तरी झाले, तर रिकव्हरी होते. आणि 50 च्या वर झालं तर प्रॉफिट होणार. हे असं त्यांना चित्रांप्रमाणे, ग्राफ्सप्रमाणे दाखवलं, की तो नजरेत अंदाज येतो सगळा मला नक्की काय म्हणायचंय ते. <chuckles>
हं. अच्छा. हं, हं, हं.

ओके. हां, हे छान आहे. म्हणजे त्याला ही का गोष्ट काम करते म्हणजे तशी. पण जेव्हा स्थानिक भाषा वापरून जेव्हा समजण्याची किंवा कथा सांगण्याची वेळ येते, तेव्हा खरंच विशेष फायदा होतो का त्या गोष्टीचा? कारण की शहरातले जे असतात लोक म्हणा गावातले जे ग्राहक असतात. तर त्यांच्यामध्ये ना खूप फरक पडतो. मग तुमच्या बाबतीत कसं झालंय? फरक पडलंय कधी?
हं. हंम्म. हं, हं. अ, हो, म्हणजे असा स्थानिक अ, गोष्टींमुळे फरक पडतो. कारण अ, आता मी शहरात किंवा गावातलं असं नाही सांगत. एक इंटरनॅशनल क्लायंट होता म्हणजे बाहेरचे क्लायंट होते आणि त्यांना अ, भारतामध्ये काहीतरी करायचं होतं. मग त्यांचा तिकडचा दृष्टिकोन म्हणजे त्यांचं एक खाण्याची पद्धत वेगळी होती. त्यांचे मसाले वेगळे होते. त्यांना म्हटलं इकडचे मसाले वेगळे आहेत. म्हणजे एक होतं ना तुम्ही टेस्टिंग वगैरे करतो. मग तेच गोष्ट सांगितलं आपल्याला. ते अ, म्हणजे म्हणतात ना कोरियनचं वगैरे नूडल्सच किती जरी म्हटलं, तरी इकडे चटण्या घातल्याशिवाय ते घेणारच नाही, घेणारच नाही. हां. आपल्या पद्धतीने कसं पोहचवता येईल. आपल्या चवीच्या दृष्टीने किंवा आपल्या अ, गोष्टींच्या म्हणजे अ, ते त्यांना समजावं लागतं, की त्यांना काय आवडेल. आपली भाषामध्ये काय वापरलं जाईल. म म्हणजे ते मग झालं. रामेन, रामेन नुसतं चालणार नाही. ते आपल्या इथे कसं वापरलं जाईल किंवा कोरिलेट होईल त्या गोष्टी वापराव्या लागणार. त्याला नवीन काहीतरी नाव द्यावं लागणार जे आपल्याशी कनेक्ट होऊ शकतं.
हं. हां. हां. हं. ओके. हं. <chuckles> हां. हं. अ, हां. <laughs> हो ना. तेच तर. बरोबर. हं. हां. हं, हं, हं, हं. हं. हां. बरोबर. तेच ना. <laughs> वापरला. हं. हो, अगदी खरं. हां. हे अगदी खरं. बरोबर. खरंच खूप छान हो, स सांगितलत, की कशा पद्धतीने जेव्हा समोरच्याला आपलं काम कळत नाही, तेव्हा अ, त्याला कसं कथा सांगून अ, समजवायचं किंवा कसं त्याला ज्ञान द्यायचं. तर तेही खूप छान पद्धतीने सांगितलं, हो. म्हणजे तुमचे अनुभवही खूप छान होते. खरंच मला पुन्हा अशाच गप्पा मारायला आवडतील तुमच्यासोबत नक्कीच. तर खरंच तुमचे खूप-खूप आभार. धन्यवाद.

अ, आता मी अ, व्यवसायाने म्हणजे अ‍ॅज अ, अकाउंटंट काम करते. मग अकाउंटंट म्हटलं की भरपूर आकडेवारी आली, भरपूर नंबर्स आले. आणि सगळ्यात मुद्दा कुठे होतो, की मॅनेजमेंटबरोबर आपण बसतो, सीनियर्सबरोबर बसतात, आपले वेगवेगळे प्रोजेक्ट चालू असतात आणि त्यांना कुठल्यातरी नंबर्सप्रमाणे म्हणतो ना, की ही गोष्ट आपल्याला फायद्याची नाही आहे. म्हणजे तुम्ही जे नं अंक बघत आहे ते फक्त तुम्हाला जे समोर दिसतंय तेवढ्याप्रमाणे आहे. पण पुढचे जे टॅक्सेस आहे किंवा जर ते वेळेत पूर्ण नाही झालं, तर त्याचा जो एक्स्ट्रा भुर्दंड आहे, ह्या गोष्टी आहेत. ते किंवा वन टाईम प्रॉफिट असतो ना, कधी-कधी की तो वन टाईम मोठा दिसतोय. मग ह्या गोष्टी समजावताना ना खूप अ, अ, असं नुसतं नंबर्स बोललं ना अकाउंटंटशी अकाउंटंटशी बोलताना अ, आमचा काय म्हणतात भाषा एक पडते. पण अकाउंटंटची मॅनेजमेंटशी बोलताना ना, त्यांना काय बोलायचं, नक्की तुला कसं काय म्हणजे असं होतं, राहूदे ते नंबर. मला चांगलं वाटतंय असं होऊन जातं. मग त्यांना पटवायचं कसं कारण की ती जबाबदारी आपलीच आहे ना. आपल्याला दिसतंय की नंबर चुकतायेत. हो, नंबर तेवढी साथ देणार नाही. हे आप आपलं हे आहे, म्हणजे जे आपलं ज्ञान आहे. त्याप्रमाणे जो निर्णय जर त्यांना पोहचवता नाही आला मॅनेजमेंटपर्यंत तर मग माझा काय फायदा?
अच्छा. हं, बरोबर. हं. हां. अच्छा, हां. हो ना. <laughs> हां. हां. हं. अच्छा, हां. बरोबर. <chuckles> <laughs> हं. अच्छा. हं. हो ना, अगदी खरं आहे. हं. हं. हं. हां.

<chuckles> अच्छा. वाह! हे हे भारी आहे, की चला गोष्टींच्या रूपाने का होई ना समोरच्याला समजते की काय त्यांचा नक्की प्रॉब्लेम आहे. बरोबर. हं.
हं. हं. म्हणजे आपण असं नुसतं म्हणलं ना हे जमणार नाही, तर अ, उपदेश आपण अ, मग ते ना त्यांच्यापेक्षा त्यांना बसवतो गाडीमध्ये तुम्ही केलं हे झालं. इथून गेला, इथे गेलो, ते आता प्रॉडक्टच मिळालं नाही. काय करणार पुढे? ऑप्शन आहे दुसरा? तुम्हीच सांगा तुम्ही असणार मॅनेजर तुम्ही मॅनेज करणार ते सांगा पुढे.
हां, तेच. <chuckles> हां. हं, हं. अगदी खरं आहे. हो ना तेच. हं. अच्छा.
मग ते मग ऑप्शन क्रिएट करतात, नाहीतर मग प्रॉडक्ट ड्रॉप करतात असं आहे. पिच प्रॉडक्ट अ, मार्केटमध्ये आणण्यासाठी किंवा नवीन काहीतरी गोष्ट करण्यासाठी मग पूर्णतः एक म्हणतो ना आपल्याला काहीतरी माहिती मिळाली आहे एक त्याचं अ, हे जास्त असतं. मग त्याच्यापेक्षा एक त्यांना दुसरा नजरिया पण दाखवण्यासाठी त्यांना त्याच्यातूनच फिरवावं लागतं किती वेळा गोष्टीच्या रूपात.
हं. जेव्हा हां. हं, हं. हं, हं, हं. हां, बरोबर. मग असं कधी झालंय, की बाबा तुम्ही समजवताय हे त्यांना समजायला लागलं, की बाबा ही नाही मला जरी नाही समजलं, की बाबा हे काय काम चालू आहे आणि क काय करतायेत पण ती गोष्ट सांगून मला सगळं काही सांगते किंवा कथा सांगितल्यावर मला हे समजतंय. आणि हा जो
त्यांना तस नाही सांगायचं, कथा सांगतो असं सांगायचंच नाही ते लहान मुलांसारखं वाटतं त्यांना. <laughs> हळू-हळू त्याच्यात बसवायचं. हो.
<laughs> अ, हां पण मग ह्याच्यामुळे विश्वास निर्माण हां. पण ह्याच्यामुळे विश्वास निर्माण झाला का हो तुमच्यामध्ये की म्हणजे खूप वेळेला असं होतं ना की हां, हिने सांगितल्यावरती मला समजता किंवा असं होतं ना खूप वेळेला काही जणांचं समजतच नाही पण आता जसं तुम्ही समजावल्यावरती त्यांना त त्यांचे प प्रॉब्लेम्स काय होते किंवा उपाय काय होते ते समजायला लागले मग त्याच्यानंतर अ, तुमच्यामध्ये अ, चांगली अ, विश्वासाची भावना म्हणा किंवा इतर गोष्टी निर्माण झाल्या का हो?
हो, हो. हो, हो.